तर अ, वेळ बघण्याची किंवा अ, पण तेव्हाही अजून चॅनेल वेगवेगळे नव्हते ना? म्हणजे
तेव्हा नव्हती. हां, तेव्हा फक्त दूरदर्शन एकच असायचं आणि फक्त कलर टीव्ही आला एवढंच एक अ, म्हणजे वेगळेपणा होता आणि मग तेव्हा काय व्हायचं की 8:00 वाजता चित्रहार लागणार रात्रीचा. मग तेव्हा सुद्धा लोक अगदी जाऊन बघायचे आणि ते 90च्या च्या दशकातले जे गाणे होते, ते इतके छान होते. ते सगळ्यांना आवडायचे. मग तेच-तेच गाणं परत लागलं पाहिजे, म्हणून सगळे म्हणायचे, "आज हे गाणं लागायला हवं नाही का" आणि बसायचे वाट बघत. पण तिकडे जे गाणं लागेल, तेच आपल्याला बघायला मिळणार, हे पण होतं.
हं. <chuckles> हं. हो.
मग नंतर मग काय झालं? हो, खरंच छान होते. आज काय झालंय, भरमसाठ चॅनल्स झाले आहेत आणि ओ-टी-टी आणि काय, काय, काय आलंय, बापरे! आणि त्याच्यात कुणालाही काही इंटरेस्ट नाही. एखादी व्यक्ती बघते. आम्हाला हे बघायचं, ते बघायचं, पण अ, मला नाही वाटत की सगळे लोक म्हणजे एकाच कार्यक्रमाचा आनंद सगळे लोक घेऊ शकत नाही. खूप वेगवेगळे असल्यामुळे चॅनल्स असल्यामुळे, अ, कोणी काय बघतं, कोणी काय बघतं, कोणी न्यूज बघतात, न्यूज चॅनलच तर किती भरमसाठ आहे. <laughs> अच्छा! आणि म्हणजे तिथे न निष्पक्षपणा पण नसतो. <chuckles>
पण तेच चांगलं होतं. आपल्या हातात आल्यावरती कंटाळा येतो आपल्याला. <chuckles> हो, हो. आणि एक पक्षाचे एक आणि दुसऱ्या पक्षाचे दुसरे. <chuckles> नाही, नाही, तर ती अ, त्याचा आव पण आणत नाही आता कोणी. <chuckles> निष्पक्षपणा नाहीच आहे आता <chuckles> आणि
हो, हो. खरच, खरंच. म्हणून आता हां. बोला, बोला.